बघा ना. आपल्या पूर्ण भारताला, नव्हे-नव्हे आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा ना, कुठली ना कुठलीतरी परंपरा असतेच. तर तुमच्या घरामध्ये अशी कुठली परंपरा आहे का? प्रथा-परंपरा की ज्याच्याबद्दल तुम्ही मला थोडं बोलू शकाल, सांगू शकाल?
अ, हो, आमच्या घरामध्ये 1 म्हणजे खूप जुनी परंपरा म्हणू शकतो किंवा अजून 2-3 पिढ्यांपूर्वीची परंपरा आहे. म्हणजे आमचं आहे ना अ, घरी आम्ही स्वतःचं मंदिर बांधलेलं आहे. पण त्या मंदिराची एक कहाणीच होती, त्याच्यामुळे ती अ, आ, म्हणजे आम्हाला आमच्या बाबांनी जेव्हा अ, बाबांचे बाबा म्हणजे ज्यांच्या 2 पिढ्या होऊन गेल्या त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही प्रत्येक वर्षी आपल्या ह्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करा. कारण की हे आपलं मन हो. कारण की ते आपण म्हणतो की ते आमच्यासाठी खूप लकी होतं. खूप चांगलं होतं. ते मंदिर बांधलं त्याच्यानंतर आमची खूप प्रगती झाली. आमची अ, गती ही यशो यश आम्हाला खूप पटापट भेटत गेलं. त्याच्यामुळे तुम्ही न चुकता अ, याचा मोठी म्हणजे मोठा कार्यक्रम करत जा. ज्याने आपल्या परंपरा, आपल्या जे आपण अ, आपले जे अ, संस्कार आहेत ते दिसतील असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं आणि ते आजपर्यंत चालत आलेलं आहे. मी त्या मंदिराची 4थी पिढी आहे.
अच्छा. हो. ओ, हो. अच्छा! अरे बापरे! म्हणजे तुम्ही 4थी पिढी आहे त्या मंदिराच्या मग 4थ्या पिढीचं तुमचं हे आहे. मस्तच मग पुढे?
हो. अ, मग त्याच्यामध्ये कसं होतं की अ, आता म्हणजे लग्न झालेल्या वगैरे आम्ही सगळ्या गावाला बोलवतो, म्हणजे अ, सहसा करून नुसतं आपण नसतो आणि गर्वाची गोष्ट असते ना, आमचं मंदिर आहे आणि आमच्या मंदिराचा एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये समाज बघत नाही किंवा अ, लोकं बघत नाही, आम्ही सगळ्या प्रकारच्या लोकांना बोलवतो. जे आपल्या ओळखीचे, गावातेत, नातेवाईक आहेत, सगळ्यांना मी माझ्या मैत्रिणींना, म मित्रांना सगळ्यांना बोलवते. कारण की तो आपण असा 1कच दिवस आहे की आम्ही सगळे भेटतो. आणि मग त्याच्या हो आणि अशी खूप मजा येते. कारण की आपण पण आपली मुलं घेऊन जात आहोत आणि आम्हाला पण लहानपणी आमच्या ज्या परंपरा आहेत, काय कसं असतं किंवा ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण हा एक आमचा जो कार्यक्रम होतो ना मंदिराचा, तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या की खरंच अशा पद्धतीने आहे किंवा आपल्या ह्या परंपरा खरंच अशा आहेत का? किती छान आहेत असं आणि माझ्या मुलांना पण त्या माहीत झाल्या, त्यांना तर काहीच माहीत नव्हतं. पण जसं ते म कळायला लागलं त्यांना, तर ते त्यांना इतका आनंद होतो ह्या गोष्टींचा.
अरे वाह! खूपच छान. अरे वाह! हो ना, हो ना. अरे वाह! अच्छा. मस्तच की.
हां. हो. आणि
मुलं पण त्यात इनवॉल झालेत.
हो. कारण की त्यांना अ, मुलांना कसं असतं, शहरातल्या मुलांना अ, हे जेव्हा ह्या गोष्टी बघतो ना अ, तर त्यांना ते आनंद होतो. म्हणजे त्यांना आहे ना अ, ते जेव्हा ते गावातलं मंदिराचा कार्यक्रम म्हणजे त्यांचा आधी पहिले कसं होतं, की अ, जो कळस असतो ना, तो कळस मिरवला जातो, मंदिराचा. हो. आणि मग तो कसा मिरवतात, की ढोल ताशा असतो आणि असं गावातल्या ज्या बाया म्हणजे जवळच्या ज्या बाया असतात त्या नऊवारी घालून येतात. डोक्यावर तुळस असतं, इतकं छान असतं आणि काही ज्या तरुण मुली असतात त्या लेझीम खेळत येतात. मुलं, मुली आणि ते म्हणजे लेझीम तर आपला महाराष्ट्राचा अ, म्हणजे एक नंबरचा अ, नृत्य असं म्हटलं तरी चालेल, खेळ आहे तो. आणि ते होतं आणि अ, माझ्या मुलांना तर ते बघून अ, ते स्वतःच म्हणजे करता येत नाही, तरी ते तशा उड्या मारायचा प्रयत्न करतं, त्यांना एवढं आवडलं ते लेझीमचं. आणि हो. मग ते अ, एक वेगळं असतं, की एक वाजत गाजत आपल्या देवाचा कळस म्हणजे आपल्या देवाला एक अ, रूप अ, साजरं होतं त्या कळसानी. मग ते कळस बसवला जातो. त्याच्यानंतर अ, एक भजनी मंडळ असतं म्हणजे गावातली जी वृद्ध व्यक्ती असतात सगळे आम्ही काही दुसरे भजनी मंडळ सांगत नाही. कारण की आपणच आपला साजरा करायचा, तर मग आपण आपलीच लोकं बोलवावावेत, जे आपले वृद्ध व्यक्ती असतात. कारण की आजी-आजोबा जे असतात खूप छान भजन बोलता. फक्त त्यांना आपण बोलू दिलं पाहिजे असतं. तसं आमच्या गावात असे खूप सारे आहेत. मग ते अ, ते स्वतःचंच अ, असं टाळ, मृदुंग वगैरे जे वाजवायच्या वस्तू असतात, तबला वगैरे स्वतःचं सगळं स्वतः घेऊन येतात आणि तिथं ते भजन वगैरे बोलता आणि त्या भजनामध्ये एक वैशिष्ट्य असते जे लहान मुलं असत ना, ते स्वतःहून टाळ व अ, घेऊन त्यांच्याकडून घेतात आणि वाजवतात आणि तसाच ताल धरतात. म्हणजे न घाबरता, त्यांना कसं काय कळतं काय माहिती आणि हे सगळं असं रूप बघून ना, असं खूप छान वाटतं, की म्हणजे एक प्रसन्नता मिळते, की इतकं भारी अ, म्हणजे आपण एवढा थकवा शहरातून घेऊन येतो. आणि ते एकाच दिवसात सगळा दूर होऊन जातो.
हो, हो, हो. हो. अच्छा. बाप रे! हो ना. हो. अ, अरे वाह! मस्तच. हं. हो का? अच्छा. हो, हो. हो. अरे वाह! हं. खूपच छान. अरे वाह! खरंच, खरं. खूपच छान. बघा ना, एवढं छान वातावरण तयार केलं ना, मला पण असं वाटायला लागलं, की मंदिरात गेलोय आपण कुठल्यातरी. खरंच खूपच छान. मग हे मग ही जी परंपरा आहे ही सांगितली की तुमची 4थी पिढी आहे. मग अ, त्याची काही मूल्य असेल, म्हणजे नाही का आपण एखादा म्हणतो की ही परंपरा आज आपल्याला साजरी करायची आहे. वर्धापन दिन करायचा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की भजन वगैरे म्हणायचंय, तर मग ह्याचं कसं कुणी ठरवलं ही गोष्ट अशी करायची?
नाही. ही गोष्ट ही ठरवूनच आलेली. म्हणजे की आपण ती फक्त फॉलो करतो, ती आधीपासूनच आली. आता त्या 2, अ, माझी मी 5वी पिढी तर त्यांचं कसं असतं, की अ, म्हणजे त्यांनी आधी ठरव लिखित असतं ना की हेच करा. मग अ, मग त्याच्या आपण कसंल बुक्स असतात. पण आता आपण अ, मोठ-मोठ्या लोकांचे बुक्स बघतो, त्यांचे कसे प्लॅन्स असतात, की ते झालेलं आहे, ते ठरलेलं आहे, त्यांनी अशा गोष्टी केल्या होत्या. आपण तेच फॉलो करतो. फक्त काही गोष्टी आता त्या तेव्हा ॲव्हेलेबल होतं ना, आता आपल्याकडे नसेल तर आपण त्या गोष्टी ॲड करतो. तसं हे आमचं अ, माझ्या जे आता म्हणजे पंजोबा, खापर-पणजोबा असतील, माहीत नाही, त्यांनी असं बुक लिहून ठेवलेलं आहे, की तुम्ही असं करा. आणि मग ते आम्ही तसंच फॉलो करतो, कारण की ते जर तसंच फॉलो कारण की त्यांनी काही गोष म्हणजे काही असेल म्हणून त्यांनी त्या गोष्टी तशा लिहून ठेवल्या असेल ना? किंवा आपण बोलतो ना की त्यांनी त्या बोलून बोलून केल्या असतील, की "हां, देवा आमचं चांगलं कर. आम्ही अशा गोष्टी करू." म्हणून त्या गोष्टी त्या आम्हाला फॉलो कराव्याच लागतात. समजा जर एखादी गोष्ट त्याच्यात नसेल, आता एखाद्या वेळेस अ, की अ, म्हणजे त्यांनी सांगितलं असेल की "आपण अ, भाषण घेणं अ, भाषण किंवा एखादा मोठा भजनी मंडळ आणा." अन् तेव्हा त्याच मोमेंटला जर तो नसेल, तर मग आम्ही गावातली जी वृद्ध मंडळी असेल त्यांना बोलावून ते भजन करतो.
अच्छा. हो, हो. अरे वाह! हो, हो. हो, हो. हम्म. अरे वाह! म्हणजे वेळ प्रसंगी तुम्हाला कोणती गोष्ट तुम्हाला अवेलेबल होती, त्या प्रसंगानुरूप आपण थोडंसं बदल करायचा त्यामध्ये.
हो, हो, पण त्यांचं जर अ, म्हणजे आपण म्हणतो शेड्युल 1 असतं किंवा जे प्लॅन असतं, आधी कळसच बसवा, मग भजन करा, मग अभिषेक करा, ह्या गोष्टी आम्हाला तशाच फॉलो कराव्या लागतात. कारण की त्यांनी ते लिहून ठेवले आहे, म्हणजे त्याच्यामागे काहीतरी रहस्य असेल किंवा त्यामागचं एक काहीतरी त्यांचा उद्देश पण असतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या त्या प्लॅनिंगमध्ये इकडे-तिकडे करत नाही, फक्त आम्हाला एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल, तर ते करतो फक्त त्या विधीं विधींव्यतिरिक्त.
हो, हो. अरे वाह! मस्तच म्हणजे तुम्ही तुमच्या पणजोबांची चालत आलेली परंपरा, अतिशय योग्य पद्धतीने आतापर्यंत फॉलो करत आहात. मग अ, त्याच्यामध्ये जेवणाचंपण असेलच की? जेवण वगैरे बनवत असालच ना, त्यात?
हो, हो, जेवण तर 1 नंबर असतं. कारण की आपण तर पनीर भाजी किंवा अ, दुसऱ्या अ, भाज्या असतात, पुरी असो, नान असो, हे तर बाहेर खातोच आहे आणि पण ते जेवण असतं ना, एकतर शिरा असतो आणि त्याची चव तर खूप वेगळी असते. प्युअर गावठी तुपात बनवलेला शिरा असतो तो, त्याच्यात काजू-बदाम आणि अ, मनुके असतात. इतका सुंदर असतो आणि 2सरा म्हणजे असा मसालेभात. तुम्ही खायल म्हणजे असा एक मसालेभात असेल की त्याच्यात सगळे खडे मसाले असतात बघा आपलेवाले आणि इतका टेस्टी तो मसालेभात आणि गोड पदार्थांमध्ये बुंदी.
हो. हो, हो. वॉव! बापरे! हं. हो, हो. बाप रे! मस्तच.
एवढे म्हणजे हा जो असतो ना कारण की सगळ्या लोकांना आवडेल असं. म्हणजे लहान मुलं शिरा खाऊ शकतात, बुंदी अ, बुंदी खाऊ शकतात आणि मसालेभात मोठी व्यक्ती खाऊ शकतात आणि सगळ्यांना पुरेल असा म्हणजे जास्त वेळ न घेणारा पण पदार्थ आहे ते आणि लोकांना पुरतील असे पण आहे की आपण बोलू की चपात्या खूप लाटाव्या लागतील, समजा आज जर जास्तच लोकं आले तर त्या पुरल्या नाही तर हे पण बघावं लागतं ना? मग जर आपण असं केलं तर अ, भातच म्हणजे केला, मसालेभात आणि बुंदी आणि शिरा, तर तो लोकांना पुरतो. म्हणून त्यांनी तेव्हापासून आणि तेव्हा कसं ह्या सगळ्या गोष्टी अ, ॲव्हेलेबल असायच्या, तांदूळ किंवा मग अ, रवा. त्या दृष्टीने तेव्हा पासून हाच प्रसाद बनवला जातो. याच्यात कोणतंही म्हणजे असं चेंज केलं जात नाही की आपण म्हणू की आता मॉडर्न युग आलय. मग मी आता गुलाबजामच ठेवतो. नाही, बुंदीला तर बुंदीलाच महत्त्व असं त्यांचं आहे.
हो. हो. हो, हो. हो! हो, म्हणजे त्यांनी जे पण पदार्थ ठरवून दिलेत उदा आता सांगितलं बुंदी वगैरे तसं, तेच तुम्ही आता पण कंटिन्यू करता किती मस्त ना. म्हणजे बघा ना
हो. हो, हां, कारण की हो, त्यांचा एक अ, आपण म्हणतो ना, एक मान पण आहे आणि त्यांची एक ती परंपरा आली ना. मग आपण त्याला मॉडर्न नाही देऊ शकत कारण की ते म्हणजे आपण असं म्हणतो की "नाही, आता बुंदी कोण खात आहे? मग आपण नाही" पण बुंदी कोण नाही खात म्हणून ते प्रसादाला खाऊयात ना, असं आम्हाला वाटतं.
हो, हो, खूपच किती छान विचार आहेत ना, म्हणजे कोणी खात नाही म्हणून तो पदार्थ आपला उम्म, म्हणजे नाही का, मिनिमाईज व्हायला नको म्हणून आपण त्याला आणखी प्रवाहात आणतोय. आता नवीन-नवीन आलेले पदार्थ जसे प्रवाहात आलेत आणि ह्या प्रवाहामुळे आपला जो पदार्थ आहे, तो कमी पडायला नको, मागे राहायला नको, म्हणून त्या निमित प्रसादाच्या निमित्ताने का होईना, पण त्याला आपण उजाळा देतो. खरंच किती छान ना, खूपच सुंदर. अ, आणि मग अ, आणि हे पण किती मस्त आहे का, सगळ्यांचा विचार केला जातो, बघा ना, छोट्या मुलांचा, वृद्ध व्यक्तींचा. खरंच खूपच छान हं. आणि मग याच्या पाठीमागे कुठली कथा वगैरे असते का? म्हणजे ते कुठलं मंदिर आहे, कुठल्या देवाचं आहे, त्याची कुठली कथा वगैरे काही?
हो. हो. अ, त्यांची कथा वगैरे आहे ना. हे ना एक अ, म्हणजे अप शंकराचं मंदिर आहे आणि ति हो, हो आणि तिथं म्हणजे जेव्हा असा तेव्हा कुंभमेळा भरला होता तिथे आणि तेव्हाची अशी गोष्ट होती की असं म्हणजे वाटसरू असलेल्या अ, म्हणजे आपण बोलतो ना कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांनी म्हणजे त्यांनी असं सांगितलं की, "ही जागा कोणाची आहे?" तेव्हा तिथं सांगितलं की, "याच्याखाली एक शिवलिंग आहे." असं त्यांनी सांगितलं आणि खरंच ते 5 म्हणजे त्यांनी 15 फूट खोललं ना असं, तर त्याच्याखाली खरंच शिवलिंग सापडलं त्यांना आणि म्हणून त्यांनी म्हणून ती जागा त्यांनी स्पेशल बनवलेली की खरंच ही जागा खूप स्पेशल आहे असं आणि म्हणजे ते अजून त्याचंच म्हणजे निघालेलं शिवलिंग म्हणजे ते खूप अतिशय छोटं आहे, पण मग त्यांनी त्याचीच प्राणप्रतिष्ठा केली आहे. म्हणजे बाजूला मोठं बनवलेलं आहे. पण आपण म्हणतो ना की मेन जे ठेवलेलं आहे ते तिथंच अजून ठेवलेलं आहे. म्हणजे ते अजून पण बघायला असं वाटतं की अरे, हे 5 पिढ्यांपासून चालत आलेलं आहे. त्याच्या आधी पण असेल, आपल्याला काय माहिती कारण की ते खाली होतं ना. म्हणजे अ, ते बघायला ते जास्त बघायला लोक उत्सुक असतात. कारण की ते फक्त वर्षातून एकदाच अ, दाखवलं जातं. नंतर ते बंद म्हणजे बंद असतं. बाकी मंदिर ओपन असतं, पण ते शिवलिंग अस हो, ते नाही म्हणजे अ, असेल त्याच्या मागेल, असं ते आम्ही पण जास्त विचारलं नाही. पण अ, त्यांचं असं म्हणणं आहे की अ, मोलाची गोष्ट आहे ती आणि ती तेव्हाच म्हणजे लोकं पण तेव्हाच रोज जर ओ म्हटलं तर लोक त्याला दर्शनाला रोजच दिसेल त्यांना, त्याच्यामुळे नाही. त्याच दिवशी ओपन ठेवलं ना
अरे वाह! मस्तच. हो. बाप रे! हम्म. वॉव! मस्तच. हं, हं. हो, हो, हो. काय बोलता? अच्छा म्हणजे त्या मंदिराचं पावित्र्य राखलं जाणार नाही, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं असेल.
हो, पावित्र्य राखलं जातं आणि काय म्हणतात ना एक मर्यादा पण असते, सगळ्या गोष्टी राखल्या जातात. म्हणून मग त्याच दिवशी ते दिसतं मंद म्हणजे ते शिवलिंग.
हो, हो, हो. अच्छा. ओपन करतात एका विशिष्ट दिवसाला. किती छान! हं.
हां, विशिष्ट दिवस. आप आपण कसं बोलतो ना, एखादं मंदिर असतं. त्याच काळात तेवढं ते ओपन होतं. नंतर ते बंद केलं जातं, तसं आहे.
अच्छा भारीच आहे मग. तुमचा एवढा छान परंपरा म्हणजे बघा ना, तिथं एवढं शिवलिंग जमिनीखालून निघालं आणि तुम्ही ती परंपरा आणखी पण फॉलो करतायेत. आणि त्यातली त्यात जुनं मंदिर असून पण तुम्ही नवीन मंदिरपण बांधलं. जुन्याचा पण पुनरुद्धार केला. म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे आणि नवल पण आहेत, हं त्यात.
हो, हो. कारण की आपल्याला करावंच लागतं. ते जुनं अ, तेव्हा कसं होतं, की जागापण कमी पडत होती. म्हणून ते नवीन बांधावं लागलं. आणि आपल्याला सभामंडप मोठा पाहिजे असतो ना. कारण की लोक येणारे खूप असता. आणि आपण त्यांना उन्हात किंवा असं पावसाच्या ह्याच्यात बसू कारण की ते काय असं क्लायमेट असतं, की ऐन अ, पा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो. मग सांगू नाही शकत ना, पाऊस येईल किंवा ऊनच लागेल. त्याच्यामुळे मग ते मोठं सभामंडप बांधावं लागलं. त्याच्यामुळे ती जागापण खूप अ, व्यापली गेली.
हो. अच्छा. म्हणजे ह्या मंदिरामध्ये हयाचीपण जा हे गोष्ट लक्षात ठेवली गेली, की पाऊस पण नको लागायला आणि ऊन आलं, तर उन्हापासून पण संरक्षण व्हावं. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून सुरक्षापण केली गेली म्हणायची.
हो, हो.
हं, मस्तच आहेत. मग मला सांगा ना, आजच्या पिढीला असा आपण काय सांगू शकाल? की बघा ना, तुम्ही एवढी 4थी, 5वी पिढी जर एवढं परंपरा करते. तर आजच्या पिढीला काय संदेश असू शकतो बरं तुमचा?
मला तर आजच्या पिढीला असं आहे, की आपण आपल्या ज्या परंपरा आहेत ना, त्या जपल्या पाहिजे. कारण की त्याने आपले संस्कारपण अ, दिसता आणि आपल्याला एक ना आयुष्याला एक अर्थपण मिळतो. आणि एक वळणपण लागतं. कारण की या परंपरेवरच आपण जगतो. कुठेतरी आपल्याला माहिती की मी ते फॉलो केलं. मला जर आज माझा उद्देशच कळला नाही तर मी जगूच कशी शकते ना. मला तो उद्देश कळतोय, की मी हा मला हे कार्य पुढं न्यायचं आहे किंवा हे केल्याने एक सकारमत् सकारात्मक ऊर्जा मला मिळते. अस आणि माझी जी पुढची पिढी आहे, तिला पण समजतं कारण ती माझं पाहून करती ना. मग त्यांनापण कळतं, की खरंच असं केल्याने अ, एक चांगलं आपला अ, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपलंपण आयुष्य खूप चांगलं होतं, असं केल्याने. मग म्हणजे अशा परंपरा ह्या आपण या टिकवून ठेवल्या पाहिजे. जरी आपल्याला त्या जुन्या विचारांच्या वाटल्या. जुनी आपण बोलतो काही-काही लोकं कसं बोलतात की, "हां. गेलं ते जुनं आहे. जुने लोक असेच करायचे. एवढं काय आता नवीन युग आहे." पण नाही असत त्याच्यामागे रहस्य असतं काहीतरी, गोष्टी छिपलेल्या असतात. त्याच्यामुळेच आपण जुनं आपण म्हणतो ना, जुनं ते सोनं. पण खरंच जुनं ते सोनंच असतं.
अरे वाह! हो. हो ना. हो, हो. हो. खरंच, तुम्ही एवढी छान परंपरा सांगितली, एवढं छान प्लॅनिंग सांगितलं आणि आजच्या समाजालापण एवढं छान मेसेज दिला. खरंच तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. आपण लवकरच भेटूया, धन्यवाद.
हो, मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, धन्यवाद.